आजकाल ना आपल्याला इतके भरपूर ऑप्शन्स आहे ना मनोरंजनासाठी. शॉर्ट व्हिडिओज, रील्स, YouTube, Instagram काय-काय वस्तू आहे. मग मला सांगा ना की तुम्हाला असे शॉर्ट व्हिडिओज आवडतात का? आणि काय वाटतं तुम्हाला की अशा लघु व्हिडिओमुळे मनोरंजन बदललं आहे का?
हो, मनोरंजन करण्याची पद्धत बदलली आहे. पण अ, शॉर्ट व्हिडिओज मला फार म्हणजे भावत नाहीत खरं सांगायचं. जेवढे मोठे व्हिडिओज असतात किंवा आपण सिनेमा, सीरियल किंवा हे बघतो, त्यापेक्षा शॉर्ट मला खूप भावत नाहीत. म्हणजे एक मला काही दिवसांपूर्वी ती सवय होती की मी रील बघायचो पण अ, नाही मी त्यामध्ये नाही रमलो. थोडंसं हं, असं मला वाटतं.
हं, हं. अच्छा. हं, हं अच्छा. मग जे अ, लॉन्ग फॉर्म व्हिडिओज असतात YouTubeचे ओके त्यात आणि या छोट्या ल व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा बदल काय दिसतो?
सगळ्यात मोठा म्हणजे
म्हणजे लोकांच्या पाहण्याची सवय बदलली आहे का? की तुम्हाला वाटतं की ते कंटेंटच बदललं आहे?
कंटेंट पण बदललंच आहे आणि अ, जे आपण म्हणूयात, लोकांची दृष्टी पण बदलली आहे, अ, मनोरंजन करून करवून घेण्याची. आधीची लोकं होती, त्याच्यामध्ये ते लोकं चित्रपट बघायचे किंवा सीरियल बघायचे, तर त्यांची अ, पेशन्स लेवल खूप जास्त होती, असं मला वाटतं, की एक सिनेमा ते दो पूर्ण 2 तास, अडीच तास असं पूर्ण बघता आहात आहेत आणि छान बघता म्हणजे पूर्ण मनोरंजन होतं आणि त्यांचं ते अ, मेंदू असतो, तो एकाच गोष्टीवर पूर्ण कॉन्संट्रेट असायचा आणि तो पूर्ण, तुम्ही तो चित्रपट, व्हिडिओ, असा लाँगवॉल व्हिडिओ म्हणूयात आपण त्याला, तो पूर्ण बघितला जायचा.
अच्छा. हं. हो ना. हां, ते हं. हो ना? हम्म. खरं.
आणि त्यामुळे आणि शॉर्ट व्हिडिओ आहेत, हे तुम्हाला 2 सेकंद जरी नाही अ आवडला, तर लगेच तुम्ही पटकन असं वरती करता, पटकन असं त्याला स्क्रोल करत राहता, सारखं स्क्रोल, अ, सारखं स्क्रोल करत राहतो. म्हणजे तुमची पेशंन्स लेव्हल आहे ना, ती अगदी कमी झालेली आहे. ती जी अ, 2-2, 3-3 तास तुम्ही एका ठिकाणी बसून शांतपणे ते चित्रपट बघणं किंवा माहितीपट बघणं किंवा इतर काही बघणं, ते जे होतं, ते याने फार बदललं आहे आणि कधी-कधी तर असं होतं की आपला मेंदू खरं तर ऑटो मोड निघून जातो आणि आपण फक्त स्क्रोल करत राहतो आणि आपण काय बघतो आहोत, काय नाही, हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं, लक्षच नसतं आपलं खरंतर त्याच्याकडे आणि
हं. <chuckles> स्क्रोल करत राहतात. हो. हं. अरे बाबा! म्हणजे असंच रॅंडम माइंडलेस स्क्रोलिंग सारखं त्याला म्हणतात ना?
हो, हो, हो, हो, हो. अगदी बरोबर. अ, रँडम करत असतो.
मग मला सांगा हो, की हे जे आजकाल क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स आहे ना, मग त्यांच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर मग हे लघु फॉर्मॅटमुळे अ, क कथा सांगण्याची त्यांची पद्धत किंवा क्रिएटिव्हिटी अ, कशी बदलली आहे? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? म्हणजे त्यात असतं ना की एखादं हूक स्टेप असतं किंवा हूक असतं. तर त्याचं किती महत्व झालं आहे आजकाल?
अ, छान आहे ना? आता बघा की अ, जे ते जे नवीन मंडळी आहेत, छान क्रिएटर्स आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत, ते छान ते एडिट करतात. छान ते अ, कमी वेळात खूप अ, जास्त कंटेंट दाखवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यामध्ये एखादा खूप-खूप पॉइंट असतो, तोच फक्त हायलाइट होतो. पण ते तरी मला अ, उथळ वाटतं. सपोज आपण एखादी अ, अ, सपोज आपण एखादी डॉक्युमेंटरी बघतो आहोत, त्यामध्ये तुम्हाला १ अ, छान पूर्ण माहिती मिळते. त्यातले बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला म्हणजे जे जे काही प्रॉडक्ट असेल किंवा जे काही सीन असेल, जो प्राणी असेल, किंवा का जे काही असेल ज्याच्यावरती आपण डॉक्युमेंटरी बघतो आहोत तर त्याच्याबद्दल आपल्याला खूप सारी माहिती मिळते आणि ती आपल्या लक्षातपण राहते खरं सांगायचं तर. तेच आपण जेव्हा आपण हे शॉर्ट रील्स किंवा अ, शॉर्ट्स व्हिडिओस जेव्हा आपण बघतो, त्यामध्ये अ, तो हुक पॉईंट तेवढ्यापुरता तुमच्या लक्षात राहतो. पण पुढचे ४ तुम्ही शॉट्स बघितल्यानंतर ते लक्षात राहत नाही. म्हणजे क्रिएटर्स बिचारा खूप मेहनतीने कर ते करतो पण शॉर्ट असल्यामुळे ते शॉर्ट वेळच लक्षात राहतं. खूप कमी वेळा आपल्या डो डोक्यात ती गोष्ट असते. नाहीतर आपण जुने चित्रपट बघतो किंवा मोठे चित्रपट बघतो. अ, म मोठे एखादी सीरियल वगैरे बघतो, त्यातला एखादा प्रसंग, एखादलं अ, काहीतरी आपल्याला लक्षात राहतं. पण रील बघितल्यानंतर आठवावा लागतं आपण कुठलं बघितलं होतं, यामध्ये काय होतं? आणि मग असं.
हं, हं. हो ना. अच्छा, का ते? हां. हो. हं, हं. हं. हं.
खूप आपल्याला प्रश्न पडता आणि मग ते सगळं अं, गडबड गोंधळ असतो तो आपला, असं मला वाटतं त्यामध्ये.
हं, हं. हो ना. हे तुम्ही बरोबर म्हणालात की शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट वेळेसाठीच आठवतो. नंतर ते ४ -५ रील नंतर आठवतच नाही की कोणती रील बघितली होती आपण.
हां, हां, आठवतं. आठवत नाही काय कोणती रील बघितली होती? हो, असंच होतं ना.
पण ते बाकीचे यूट्यूब विडिओज जे लॉन्ग फॉर्मचे असतात ते बरोबर आठवण राहतात. कारण किती काही डिटेलमध्ये असतं ना त्याच्यात.
बरोबर आठवत राहतात ते. हो, हो, हो. बरोबर बरोबर.
हो, हा चांगला पॉइंट आहे. मग मला असं सांगा की म्हणजे आपलं जे मराठी भाषेतलं कंटेंट असतं किंवा जसं आपलं स्थानिक संस्कृतीसाठी काही ना काही असं क्रिएटर्स बनवतात ना, मग ते कितपत फायदेशीर वाटतं तुम्हाला? म्हणजे लोकल कलेला पण ते एक प्लॅटफॉर्म भेटतो ना मग त्यांचं बोलणं, चालणं ते लोकांना कळतं. विनोद असतात त्याच्यात काही ना काही. मग अशा टाईपचं कंटेंट तुम्हाला असं वाटतं का की ग्लोबल ट्रेंडमध्ये चालेल की ते हरेल, काय वाटतं?
हं. हं. हं. हो बोलू. हं. नाही-नाही. ते चालेल ते अ, छान आहे ते, म्हणजे जशी ती मला सांगितलं की आपण लक्षात ठेवत नाही आणि अ, खरं तर सिनेमा आणि ट्रेलर असा प्रकार होता, नाही का? सिनेमा असायचा त्याचा ट्रेलर पण असायचं. तर मग आपण ते ट्रेलर बघून सिनेमा बघायला जायचो. तर शॉर्ट व्हिडिओचा तसा उपयोग खूप होतो. अ, उदाहरणार्थ जर सांगायचंय की मी १ क्रिएटर आहे आणि मी एखादं गाणं जर केलं आहे. तर मग कसं अ, ते पूर्ण गाणं लोकं बघण्यासाठी बघायला येतीलच याची काही हे नसती. पण स्क्रोल करता-करता जर तो आपला हुक पॉइंट आपण तिकडे जर तो नोंद केला आणि खाली लिंक दिली त्याची, तर मग असं होतं की ती लिंक बघितल्यानंतर ते आपलं पूर्ण गाणं आहे तिथपर्यंत लोकं पोहोचतात. हा एक उपयोग होतो. दुसरी गोष्ट अशी की, अ, प्रत्येक छोटा जो कलाकार असतो, त्याला मोठं एक्स्पोजर मिळेलच, याची काही गॅरंटी नसते. पण तो अ, स्वतःच त्याच्या गावात राहून, त्याच्या शहरात राहून, अ, त्याच्या संस्कृतीमध्ये राहून अ, तो ते त्या प्रकारचे शॉर्ट व्हिडिओ करून अ, मोठ्या अ, एक्सपोजरला एक्सपोजर कर पर्यंत कसं पोहचायचं एक त्याला मार्ग मिळू शकतं. एक तुम्हाला उदाहरण पण माहिती असेल, अ, सूरज चव्हाण नावाचा एक जो, आहे तो झापक-झुपुक नावाचा चित्रपट त्याच्यावरती आला आता. म्हणजे त्याच्यासोबत केला गेला. एक छोटा क्रिएटर होता तो. मग तो मराठी बिगबॉसमध्ये गेला, क्रिएटर असल्यामुळे त्या रील्स बघून-बघून व्हायरल झाल्या. तो बिगबॉसमध्ये गेला, बिगबॉस होऊन त्याला मोठा चित्रपट मिळाला. असा तो त्याचा प्रवास आहे. म्हणजे एक छोटा कलाकार अ, नाहीतर मग तो तिथपर्यंत डायरेक्ट पोहचूच श शकला नसता त्या मोठ्या एक्सपोजरपर्यंत.
हो. हो ना. हो खरं. हां. हं. हं. हो, ते आहे. हो. हं. हं. हो ना. हां. अच्छा. हं, हं. अच्छा. अरे वाह! हो ना, बरोबर. म्हणजे त्याला ह्याच अ, छोट्या व्हिडिओमुळे ही अ, अपॉर्च्युनिटी भेटली नाही का? ही संधी चांगली भेटली त्याला.
तर येस, येस, येस. करेक्ट-करेक्ट आणि आता सीरियल वगैरेमध्ये काम करतांना अ, एक कॅ कॅटेगरी अशी पण आहेत कास्टिंग करताना की तुमचे व्हिडिओ अ, किती व्हायरल होतात? तुम्ही अ, इन्स्टावर किती फेमस आहात? यावरती पण ते बघून त्यांना सीरियल वगैरेमध्ये काम दिलं जातं. असंही एक आहे कॅटेगरी आता.
वाह! हं. हो. हो, खरंच मी पण ऐकलं आहे ते की ते बघतात की तुमचे फॉलोअर्स किती आहे? तुमच्या प्रोफाईलवरती अ, किंवा तुमच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्स किती आहे? म्हणजे त्या व्यक्तीची ॲक्टिंग स्किल्स बघायची आहे की त्याचे फॉलोअर्स बघायचे?
हं, हो, म्हणजे एक्सपोज झालं. फॉलोवर्स किती आहे? हो, लाईक्स कॉमेंट्स किती आहेत? हं. हो ना. हो, म्हणजे हे ब खरं तर अ, वाईटच आहे. पण त्या अ, पर्टिक्युलर त्या वैयक्तिक माणसाला ही चांगली संधी आहे की तो छोटे रील करतो आणि डायरेक्ट छान एक्सपोजर मिळतं. मग त्याला ॲक्टिंग येवो न येवो, डायलॉग बोलता येवो न येवो, त्याच्याशी काही संबंध नाही. त्याच्या वैयक्तिक त्याच्यासाठी चांगलं आहे. पण मला असं वाटतं आपण आपण जेव्हा ते बघतो तर आपल्याला कळतं, "नाही रे. चांगलं नाहीये. हे ॲक्टिंग काय बरोबर करत नाहीये, हा 30 सेकंदामध्ये आपल्याला आवडत नव्हता." <chuckles> आपल्याला एवढं बघावं लागतं. असं पण होतं. <chuckles>
हो ना. खरंच. <chuckles> हो ना, तसंच मी पण तेच विचार करत होते. <laughs> मग ह्याची मग तुम्हाला वाटतं का की अशा प्रकारचे जे छोटे-छोटे व्हिडिओज आहे, लघु व्हिडिओ आहे, त्यांची काही नकारात्मक बाजू पण आहे. कारण आजकाल आपण बघतो ना की अ, स्क्रोलिंग जे आपण आधी बोललो माइंडलेस स्क्रोलिंग लोकांचा अटेंशन स्पॅन जो आहे तो खूप कमी आहे. त्यांचं म्हणजे ध्यानच नाही राहत जास्त वेळेसाठी आणि छोटे-छोटे व्हिडिओज बघायची त्यांना इतकी सवय असते ना त्या स्क्रोलिंगची आणि कधी-कधी अशा व्हिडिओंमध्ये बघा चुकीची माहिती पण भेटते किंवा अ, अ, काही ना काही असं मानसिक तणाव पण येतो ना लोकांना. ह्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं म्हणजे?
हं. हो, हो, खूप-खूप. खूप-खूप अ, मागे मी 1-2 रील असे बघितले होते की नाशिक परिसरातील काही गुन्हेगारांनी अ, विडीओज केलेले होते. अगदी म्हणजे ते गुन्हे करतांना त्याचं अ, रेकॉर्डिंग करून त्यांनी इन्स्टावर वगैरे टाकलं होतं आणि ते अ हो, हो असं केलेलं आहे. तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला कदाचित ते सापडेल. पण त्यानंतर मग पोलिसांनी ॲक्शनही घेतली. पण हे निगेटिव्ह होतं. जो निगेटिव्ह पॉइंट होता ना तो आपला हा होता आणि ते काहीतरी एकानी अ, अगदी ब नवीन-नवीन मुलं हो. लहान-लहान मुलं त्यांनी तो व्हिडिओ करून टाकला होता की अ ,काय, अ
हं. अरे बाबा! खरंच? काय सांगता? बापरे! हं. हं.
कुठला के अ, बालेकिल्ला अ, नाशिक जिल्हा. असं काहीतरी केलं होतं म्हणजे अपराध, अ, अपराधाचा अ, जिल्हा नाशिक जिल्हा अ, बालेकिल्ला असं काहीतरी त्यांनी ते कमेंट केले होते. एक्झॅक्ट मला ते आता वर्डिंग आठवत नाहीये. तर मग पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली होती. अ, इतके ते व्हायरल झाले होते ते. एक अ, दहशत झाली होती त्या नाशिक शहरामध्ये आणि मग त्यानंतर मग पोलिसांनी पण त्यांच्याकडे मग त्यांना दिलं, त्यांना समज दिली. त्यांना ॲ त्यांच्यावरती ॲक्शन घेतली आणि त्यांना मग अ, पोलिसांन त्यांनी बोलायला लावलं की कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा असं म्हणून त्यांच्याकडून वदवून घेतलं ते. त्यांना समज देऊन आणि आम्ही असे-असे व्हिडिओ केले होते, यापुढे करणार नाहीत, असं पोलिसांना त्यामध्ये हस्त हस्तक्षेप घ्यावा लागला. अशा अ, छोट्या व्हिडिओमुळे नेगेटिव्ह व्हिडिओमुळे.
अरे बाबा! हो, करायलाच पाहिजे. हे काय? हां. अरे बाबा.
तर असाही तो प्रकार असतो.
म्हणजे किती नकारात्मक ह्याचे बघा प्रकार चालू आहेत. मग ह्याला थांबवायला आपण काय करू शकतो?
हो ना. म अगदी-अगदी. तर मी सांगितलं ना त्यांना पोलिसांनी पण त्याच्यामध्ये, कायद्यामध्ये तर बंधन आहेच की त्याच्यामध्ये आपल्या देशाबद्दल आपल्या भाषेबद्दल कुठल्या अ, व्यक्तीबद्दल असं काही करू नये. त्याच्यावरती नियम आहेत सगळे. पण लोकं ते सगळे नियम तोडून, हवं तसं ते करतात. मग खूप अति झालं का त्यानंतर मग अ, कायदा मग त्यामध्ये हस्तक्षेप करतो आणि ह्या लोकांना शिक्षा देतो आणि मग त्यांना समज देतो. आणि असं व्हायला पण हवं. नाहीतर मग अ अ अराजकता माजेल सगळीकडे. सगळे जण काही करायला लागतील. नावाने, असं मला वाटतं.
हं. हं. हो ना. हो, खूप छान पॉइंट्स तुम्ही आज अ, सांगितले आम्हाला आणि खरंच खूप अ, उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे ही की आता हे कल्चर तर आहेच की ट्रेंडिंग व्हिडिओज करायचे, छोटे व्हिडिओज करायचे, आपण असं इन्फ्लुएन्सर व्हायचं किंवा क्रिएटरचे व्हिडिओज आणि त्यात काही चांगली गोष्टी आहेत तर काही थोडेसे असे नकारात्मक वस्तू पण आहेत. पण आपण थोडंसं मला वाटतं की संतुलन ठेवलं, तर सगळंच आपण अ, चालवून घेऊ शकतो नाही का?
हं. बरोबर. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि मग त्यातला आणखीन हां.
खूप छान वाटलं मला आजचा संवाद तुमच्या सोबत. हां, तुम्ही काहीतरी म्हणत होतात?
हं, येस, येस. हां, हां, तर मला एक त्यातला आणखीन एक पॉइंट जसं आपण ते लोकसंगीत लोककला वगैरे जे आपले असते. तर त्याचे शॉर्ट रील्स जर केले तर ते अ, जगाच्या दुसऱ्या पाठीपर्यंत पण पोहोचतात. हा पण त्यातला एक अ, प्लस पॉइंट किंवा एक पॉझिटिव्ह पॉइंट आपण म्हणू शकतो असं मला वाटतं की आपलं एक अ, खेडेगावातला एखादा संबळ वादक आहे किंवा एखादा गायक आहे, तो गायक अगदी आफ्रिकेच्या जंगलामध्ये अमेरिकेच्या शहरांमध्ये ते पोहचतात ते. तो तो एक फायदा आहे त्यामध्ये पॉझिटिव्ह फायदा असं मला वाटतं.
हं. हो ना. हं. हो, खरं. खूप छान वाटलं मला तुमच्या सोबत बोलून आणि आपण पुन्हा बोलूया या विषयावर, आणखीन चर्चा करूया. या आजच्या संवादासाठी तुमचा मन:पूर्वक आभार आणि खूप धन्यवाद.
नक्की. नक्की-नक्की. तुमचेही खूप-खूप आभार. अ, खरं तर म्हणजे या विषयावरती मला तुम्हाला तुम्ही बोलतं केलं आणि कसे हे लघु व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ मनोरंजन कसं बदलत चाललंय लोकांचं आणि अ, किती पॉझिटिव्ह, किती निगेटिव्ह आहे यावरती आपली चर्चा झाली. अ, खरं तर तुमचे खूप-खूप आभार. अ, आपण नक्की ब पुन्हा भेटूयात, बोलूयात आणि छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून अ, तुमचे खूप-खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू व्हेरी मच.